आणि तो माझा टीमचा मेंबर ना. मग मी त्याला कसं असं अ, बाहेर टाकू शकतो. तर मग मी त्यांना बोलला आणि त्यांच्याशी बोलणं जसं झालं ना, तर अ, मग त्यांना वाटलं, की यार अ, हा चूक हा चूक नाही बोलत आहे.
अरे, बाप रे! हं.
याचं बोलणं तर खरं आहे. तर मग ते आले, नंतर.
<chuckles> नाही, नाही. नक्कीच. हं, हं. नाही ज्या प्रकारे तुम्ही सांगतात. अ, खरंच तुम्ही म्हटलात, की ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या स्वभावाचे लोकं आहोत, आपण वेगवेगळ्या विचारांचे लोकं आहोत आणि कामाच्या ठिकाणी तर मतभेद होणारच. आता तुम्ही अ, तुमचं एक उदाहरण दिलं, की कशाप्रकारे तो व्यक्ती होता आणि कसं त्याची सॅलरी, तुमच्या अ, कमी राहिली आणि तुमची कुठेतरी वाढली. तर नक्कीच कुठेतरी ते तुमच्यामध्ये मतभेद झाले, परंतु तुम्हाला असं कधी कळालं हो, की मतभेद सुरू होत आहेत आणि शब्दातून, हाव-भावातून की त्या वातावरणातून अ, ह्या 3 गोष्टींपैकी कशाहून समजेल, की आता मतभेदाला कुठेतरी सुरुवात झालेली आहे.

तर मग आम्ही लोक अ, एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांना समजवलं आम्ही मी त्यांच्याशी ब बोललो. तर त्यांच्याशी अ, संवाद जसा झाला, तर आम्ही दोघांमध्ये एकमतता आली पण 3 वर्ष पुढचे 3 वर्ष आम्ही एकमेकांना खूप छानशी ओळखून घेतलं आणि कामं करत गेलो. तर तेही पुढे वाढले आणि मीही पुढे वाढलो, का की कंपनी पुढे वाढली. आणि इनडायरेक्ट काय असतं ना कंपनीमध्ये जेव्हा वाद होतात, तेव्हा कंपनीज खूप पाठीमागे होते. तर कंपनीचं पण हे हेतू असतो की वाद नाही झाले पाहिजे.
हं, हं अरे वाह! अच्छा. <chuckles> नाही, नाही. नक्कीच, नक्कीच. फा फार हं, हं. <chuckles> नाही नाही, नक्कीच, नक्कीच. फारच सुंदर तुम्ही असं उदाहरण दिलं आणि खरंच ज्यावेळेस मतभेद झाले, ज्यावेळेस एखाद्या सहकार्याशी आपले वाद झाले, तर नक्कीच त्यावेळेस शांत राहणं, हा पर्याय खरच सर्वोत्तम आणि चांगला आहे. निश्चितच आपण जर शांत राहिलो, तर ती आपल्याला सिच्युएशन, ती आपली परिस्थिती आपल्याला चांगल्या प्रकारे कुठतरी एक अ, हाताळता येते, हे नक्की तुमच्या शब्दातून मला कळालं. परंतु मला असं विचारायचंय, की ज्यावेळेस तुमची आणि तुमच्या सहकार्याचे अ, ज्यावेळेस मतभेद झाले, त्यावेळेस असं कधी झालंय का हो, की अ, तुम्ही त्यांचं मत पूर्ण ऐकून घ्यायच्या आधीच कुठेतरी तुमचं उत्तर आहे. हे कुठेतरी ठेवलं, असं कधी झालंय का? का तुम्ही त्याचे जे मत आहे समजा, ते कशामुळे आपल्यावर च अ, मतभेद झाले, अ, ते सांगण्याआधीच तुम्ही उत्तर ठरवायचा की त्याचे जे मत आहे, हे ऐकून घ्यायचा?
अ मला तरी असं आठवण नाही की मी त्यांचे मत ऐकून नाही घेतले. मी त्यांचं पहिले मत ऐकायचं, समजून घ्यायचं आणि मग उत्तर द्यायचं. का की मी त्यांना कधी सांगायचं तुम्हाला काहीही सांगायचंय, तुम्हाला काही शेअर करायचंय, तुम्हाला असं वाटतं की मी चुकी मी चुकीचं वागलोय?
<chuckles> अरे वाह! अच्छा-अच्छा. हो हो, अगदी. कारण अ, ज्यावेळेस मतभेद होतोत ना, त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होत, की आपण अ, राग आलेला असतो. मग आपण समोरच्याचं ऐकून घेत नाहीत आणि त्या आधीच आपण निर्णय ठरवून ठेवतो, की "नाही नाही तू चुकीचा आहेस." अ, मला वाटलं अशी काही परिस्थिती तुमच्यासोबत झाली का?
नाही, नाही. अशी परिस्थिती नाही झाली. अ, उलटा माझा हा प्रयत्न राहिल राहिला, की अ, मी त्यांची गोष्ट पूर्णपणे ऐकून घेऊ, का की मला असं वाटतं, समोरच्याचं बोलणं ऐकायला पाहिजे.
अच्छा.